तर अ, मोबाईल आणि स्ट्रीमिंगमुळे आपले संगीत ऐकण्याची जी सवय आहे ती खरंच खूप वेगळ्याच पद्धतीने बदल झालेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की स्ट्रीमिंगमुळं किंवा इतर काही गोष्टींमुळं तुमचा संगीत ऐकण्याचा जो अक ऐकण्याची जी सवय आहे ती कशाप्रकारे बदलली, जरा सांगाल का?
हं. हो. हं. हो नक्कीच ना, म्हणजे मोबाईल आणि या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समुळेना बराच फरक पडलेला आहे. संगीत आपण जे ऐकतो ना त्याच्यावरती. माझ्यावरती पण आणि आ अनेक व्यक्तींवरतीच सारखाच फरक पडलेला आहे. की पहिले कसं व्हायचं, की पहिले आपण जर संगीत ऐकणार असणार. तर मग तेव्हा आपल्याकडे रेडिओ असायचे आणि मग रेडिओवरती आपण ते संगीत ऐकण्याचा मजा घ्यायचो. त्या एका फ्रिक्वेन्सीवरती ते गाणे वाजवले जायचे आणि तेव्हा ते आपल्याला ऐकायला भेटायचे. तर ह्या पद्धतीने पहिले आपण संगीत ऐकत होतो. त्यानंतर मग ते ट्रेप अ, टेप रेकॉर्डर आले मग आपण डी-व्ही-डी अ, सी-डी आणायचो गाण्याची, त्याच्यामध्ये ते लावायचो आणि मग ते गाणे वाजवायचो. मग अशा पद्धतीने आपण संगीत ऐकत होतो, काही काळ अ, काही काळापूर्वी. मग त्याच्यानंतर काय झालं की हेडफोन यायला सुरुवात झाली आणि मोबाईलमध्ये हेडफोन जॅक आले. त्याच्यानंतर मग आपण ते मेमरी कार्डमध्ये गाणे भरायला जायचो की "याच्या या मेमरी कार्डमध्ये गाणे भरून दे दादा." मग तो गाणे भरायचा आणि मग ते गाणे आपण ऐकायचो. <chuckles> त्या मेमरी कार्डमध्ये मस्त ते वायरवाले इयरफोन लावायचे कानात आणि अगदी ऐकत बसायचं. मग असं ते गाण्यांचं आणि मग त्याच्यानंतर आत्ताच्या टायमाला तर असं झालं ना, की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आले. मोबाईल फोन्स ॲडव्हान्स आले. तर मग त्यांच्यामध्ये ॲप्लिकेशन्स ही नवे-नवीन ॲडव्हान्स आल्या. त्याच्यामध्ये सगळे गाणे आता आपल्याला मोबाईल फोनमध्ये स्टोअर करण्याची गरज नाही पडत. आता आपण ऑनलाईनच ते गाणे ऐकतो. त्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरती म्हणा किंवा ते ॲप्स आहेत जसे Spotify झालं त्यानंतर, अ, Gaana म्हणून ॲप आहे ते या सर्व्या ॲप्स Jio Saavn तर ह्या सगळ्या ॲप्सवरती मग आपल्याला गाणे ऐकायला भेटायला सुरुवात झाली. आणि तिथं अगदी हं. बोला, बोला.
हं, हं. हं. अगदी बरोबर आहे. हो. <chuckles> हां, हां. <chuckles> हं, हं. हं. हो. हो. अगदी बरोबर आहे. बरं हां, हां. तुम बरं, तुमच्या जे आता म्हणतो ना, की तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला सगळं जास्त आवडतं आणि कुठल्या म्हणजे काय गोष्टी आवडतात त्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे?
हं. बघा ना, मला तर अ, Spotifyवरती गाणे ऐकायला खूप आवडतात. कारण की त्याचा इंटरफेस ही खूप चांगला आहे आणि ते पहिले आपल्याला रिकमेंड करतं ना, की कुठ सगळ्यात पहिले आपण जेव्हा इन्स्टॉल केला, तेव्हा ती आपल्याला विचारते, की कुठल्या क्रिएटरचं गाणं आवडतं? कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला गाणं आवडतं. अ, कुठल्या अ, जेनरचं गाणं आहे. मग या सगळ्या गोष्टी आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला कस्टमाइज आपला पूर्ण आपला प्रोफाइल दिसते तिथं कस्टमाईज डॅशबोर्ड आपल्याला दिसतो. मग तिथून आपण ऐकतो, की स करंट ट्रेंडिंगमध्ये कुठलं चालू आहे. त्याची प्लेलिस्ट भेटते. त्यानंतर मग 90s प्लेलिस्ट असेल म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेलिस्ट. जर तुम्हाला सॅड सॉन्ग ऐकायचे असेल, तर सॅड सॉन्गच्या प्लेलिस्ट आहे वेगळ्या. डिव्होशनल सॉंग्सचे वेगळे प्लेलिस्ट आहे. रोमॅन्टिक सॉंग्सचे वेगळे प्लेस. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्लेलिस्ट तिथं असल्यामुळे ना, आपल्याला एक, एक गाणं असं लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणून ते अगदी सोपं झालं गाणं ऐकण्यासाठी आणि मस्त इअरफोन लावले. का माणूस मस्त आता गाणे ऐकतो आणि आताची जी इअरफोन्स आहेत, तेही वायरलेस झाले. म्हणून ते वायरचीही झणझट नाही. अरे, ती वायर निघाली का मग? काय मग लगेच ते वायर थोडीशी फ्रिक्वेन्सी लूज करून द्यायना आता तेही झंझट राहिलेलं नाही. मस्त इअरफोन लावले का गाणे ऐकायचे.
हं, हं. <chuckles> हो. हो. हं, हं. अगदी बरोबर. <chuckles> हो. <chuckles> हां, हां. हो. अगदी बरोबर. नक्कीच, नक्कीच. बरं मग तुम्हाला ते आता शॉर्ट फॉर्म व्हिडिओ असतात बघा. ते रील्स झालं, शॉर्ट्स झालं. त्याच्यावर तुम्ही कशाप्रकारे म्हणजे त्यात कसले गाण्याचा त्याच्यात बरेचदा काय होतं की आपण रील्सवर जे गाणं ऐकतो लगेच ते आपल्याला आवडतं म्हणून आपण YouTubeवर जाऊन ते सर्च करतो. तसं करता का तुम्ही?
हं. बरोबर. हो. हो. नक्कीच. हं. हो असं बऱ्याचदा झालेलं आहे माझ्यासोबत, की बरेच गाणे जे नवीन लॉन्च होतात. त्यांच्यामधलं आहे ना काहीतरी कडवं किंवा थोडासा जो भाग असतो तोच तिथं त्या रील्सवरती आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामुळे ते गाणं एवढं फेमस होतं, ते कडवं आपण रोज सकाळ संध्याकाळ तेच गुणगुणत राहतो. पण तरी आपल्याला माहित नसतं की "अरे हे गाणं कुठलं आहे?"
हं. हो.
त्याचाच प्रश्न निर्माण झालेला असतो. मग जेव्हा आपण त्या गाण्याबद्दल माहितीगिरी घेतो आणि तेव्हा ते ऐकतो. तर तेव्हा आपल्याला समजतं "अरे हे गाणं हे होतं का?" मग त्याच्यानंतर मग गाण्याबद्दलची शोध चालू होतो. ते गाणं शोधून आपण ऐकायला सुरुवात करतो. आणि मग असं असंच आपल्याला सोशल मीडिया वरनं ही माहिती पडतात की नवीन गाणे कुठले? ते गाणं कशामुळे फेमस झालं? काय आहे त्याच्यामध्ये त्याची हूक स्टेप कशी? मग या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात सोशल मीडियामध्ये.
हं, हं. हो. नक्की, नक्कीच. अगदी बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा की आता आता बघा ते बरेचसे छोटे कलाकार असतात जे गाणी लिहितात बरं गावाकडचे असेल किंवा इतर काही भागातले. तर ते त्यांना तुम्हाला काय वाटतं की त्यांचं जे आयुष्य आहे किंवा त्यांचं जे करिअर आहे ते कशाप्रकारे या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने म्हणतो ना की छोट्याचं मोठं केलंय?
हं. बरोबर. हो, हो, हो. हं. हं. बरोबर. हो खूप त्यांना फायदा दिलेला आहे या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी बरं का. की छोटे-छोटे क्रिएटर्स पहिले कसं असायचं की मोठा एखादा बॅनर तोच हे गाणे पब्लिश करेल जसं टी सीरीज झाले ते झाले. पण आता हे छोटे-छोटे जे पब्ली अ, क्रिएटर्स आहेत हे यांच्याकडेही स्किल्स आहेत. मग ह्यांना काही असं मोठ्या बॅनर ची गरज नाही. हे प्लॅटफॉर्म्सनी त्यांना त्यांचे गाणे पब्लिश करायला जागा दिली. त्यांना प्लॅटफॉर्म दिलं. मग त्याच्यानी ते त्यांचं गाणं लोकांपर्यंत पोहोचवताय. जसं YouTube झालं. YouTubeवरती ते गाणं बनवून त्याची व्हिडिओ बनवून पोस्ट करत असतात. मग ते अगदी फेमस झालं का मग ते सगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती येऊन जातं, जसं Spotify झालं, जिओ सावन झालं. मग त्याच्यामुळे त्यांचं आहे ना नावही झालं आणि त्यांना कमाई करायचं साधनही उपलब्ध झालं. छोट्या-छोट्या क्रिएटर्सला.
हां. हं, हं. हं, हं. हो. नक्कीच, नक्कीच. अगदी बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतं, की आता ते जे बघा हे कितीपर्यंत चुकीचं आहे म्हणा किंवा बरोबर म्हणा. हे जे आपण किंवा बरेचदा रील्समध्ये बघतो जे मोठ्या कलाकारचे, आता अरिजित सिंगचे किंवा हे जर कुठले सिंगर आहेत त्यांचे गाणे वापरतात, काही लोकं. तर ते कुठं तुम्हाला वाटतं की यार हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे कारण कुठं ना कुठं त्या आर्टिस्टने स्वतःची मेहनत आहे त्याची. त्याला पैसे किंवा त्याला फायदा भेटला पाहिजे.
हं. हं. हं. बरोबर. हं.
तर तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीचा काय इम्पॅक्ट असतो?
बघा ना, जर ती गोष्ट प्रमोशन करण्यासाठी वापरली जात असेल किंवा त्या व्यक्तीला ती गाणे आवडता आहेत आणि म्हणून तो वापरतोय. तर ती गोष्ट कुठे ना, कुठे चांगली आहे. कारण की तिचा प्रचार आणि प्रसार त्या व्यक्तीच्या माध्यमातनं अ अधिक होतोय. पण जर तुम्ही त्या गाण्यामधले बीट्स चोरी करत असणार, तिचे टोन चोरी करत असणार, तर मग हे कुठे ना, कुठे चुकीचं आहे. कारण की त्या कलाकाराची ती मेहनत असते. तो जीवाचं रान करतो ते एक गाणं लिहिण्यासाठी. त्याची रात्रंदिवसची झोप गेलेली असते, ते गाणं लिहिण्यासाठी. मग आपण असे चुकीचे कामं नस नाही करायला पाहिजे पाहिजेल आणि वैचारिक दृष्टिकोनाने आपण विचार करून, मग त्या गाण्यावरती आपलं स्वतःची क्रिएटिव्हिटी आणायला पाहिजेल जेणेकरून तुमच्याही क्रिएटिव्हिटीमध्ये काहीतरी अ, एन्हान्समेंट होईल. आणि लोकांनाही तुमची क्रिएटिव्हिटी दिसेल अजून चांगली.
हं, हं. हो. हो, नक्कीच, नक्कीच. खरं सर अगदी छान तुम्ही प्रकारे त्या गोष्टी सांगितल्या. मग अ, आता सर मला सांगा की जेव्हा गोष्ट येते आपण काय म्हणू शकतो व्हायरअल होण्याची. तर बरेचदा काही आर्टिस्ट असे वल्गर साँग्स बनवतात. म्हणजे सेन्सलेस गोष्टी बनवतात. तर तुम्हाला काय वाटतं ते कितीपर्यंत बरोबर आहे किंवा कुठं चांगलं आहे ते का चुकीचं आहे?
हं. हं. बरोबर. हो. बरोबर. नाही, ते खूप चुकीचं आहे. की असं तुम्ही वल्गर साँग बनवताय. तुम्हाला नुसतं फेमस व्हायचंय आणि त्याच्यासाठी आणि त्या गाण्याचा काहीतरी सेन्स तर पाहिजेल ना. आताचं रिसेंटली एक गाणं आलेलं आहे. काहीतरी ते लॉलीपॉप, लॉलीपॉप म्हणून. काय सेन्स आहे त्या गाण्यामध्ये? काहीच नाही. मग नुसतं म्हणजे नाव कमवायचंय आणि काहीतरी डान्स मूव्हज तुम्हाला तिथे करायच्या आहे. आणि ते मग असं काय करत आहेत ते पब्लिसिटी स्टंट करतात. की असं चुकीचं गाणं काढायचं आणि मग त्याच्यापासनं फेम घ्यायचा. मग लाइमलाइटमध्ये येऊन जायचं चुकीचं काम करूनही. मग हे कुठेतरी चुकीचं आहे. तुम्ही चांगलं कंटेंट द्या, लोकं चांगल्या कंटेंटला तुम्हाला अ, ॲप्रिशिएट करतात. तुमचं नाव करतात. पण तुम्ही जर असं चुकीचं काम करणार तर तुम्हाला पुढे जाऊन तुम्हालाच अडचण होणार आहे.
हां. हां, हां. <chuckles> अगदी बरोबर. हं, हं. अ, हां. हो अगदी बरोबर आहे. बरं नक्कीच त्या तर गोष्टी आहेतच कारण वल्गर साँग्स कुठं ना कुठं एक अ, म्हणतो ना की समाजासाठी हानिकारकच आहेत. जे आपली नवीन पिढी येते त्यांना हे करण्यासाठी. नक्कीच. मग आता तुम्ही सांगा की तुम्ही जे प्लेलिस्ट बनवता फोनवर गाण्यांची ते कुठल्या स्ट्रीमिंग ॲप्सवर सगळ्यात जास्त तुम्ही म्हणजे बनवता कारण नक्कीच तुम्ही म्हटलं, की Spotify आहे, पण त्याच्यावर पण अ, कसं ॲड्स येतात कधी-कधी तशा गोष्टी आहेत. तर मग त्या तुम्ही कशा मॅनेज करता किंवा कशा आवडतं तुम्हाला ते?
हं. हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. मी काय केलंय ना Spotifyचं अ, स्टुडंट प्रीमियम घेतलेलंय, की ते अगदी सोप्या प चीप रेटमध्ये भेटतं ना आपल्याला मग ते, महिन्याला, मग ते घेऊन घेतलंय त्यामुळे मला तर काय त्याच्यावरती ॲड्स येत नाही. पण माझी जी प्लेलिस्ट असते ही माझ्या मूडवरती डिपेंड करते, की जर मी ट्रॅव्हलिंग करत असेल तर ट्रॅव्हल साँग्स वेगळे
अरे वाह! हां, हां. हं, हं. अच्छा!
त्याच्यानंतर मग म मला जर मी जिमला असेल, तर जिममध्ये कसं आपल्याला मोटिव्हेशनल आणि एनर्जेटिक साँग्स लागतात. नाहीतर मग आपल्याकडनं ते डंबेल उचलले जात नाही. पॉवर येत नाही. मग ते त्याच्यासाठी वेगळे साँग्स. अ, त्याच्यानंतर असं चिल करायचं असले, एकदम शांत बसायचंय, मग ते त्या टायमाला असे चिल वाइब्सवाले साँग मी लावतो. आणि मी माझ्या मित्रांक मित्रांनी जे प्लेलिस्ट बनवले असते ना, तेही त्यांच्याकडून मागवून घेतो. तेही ते ही ते मला शेअर करून देतात त्यांची प्लेलिस्ट म्हणजे ऐकायला अजून मजा येते, शेअर्ड प्लॅटफॉर्ममध्ये. हो.
अरे वाह! हं, हं. <chuckles> अगदी बरोबर. हं, हं. अच्छा! अरे! हं. अरे वाह! नक्की, नक्की. मग कुठल्या प्रकारची तुम्हाला सगळ्यात जास्त अ, गाणी आवडतात ऐकायला?
मला आहे ना नॉर्मल साँग्स आवडतात. मस्त! चिल करायचं, ऐकायचं आणि जे नवीन-नवीन ट्रेंडिंग येतात ना आणि जे रील्सवरती चालत आहे, वारंवार, तर ते साँग्स मला ऐकायला आवडतात. कारण की मग ते पूर्ण गाणं आहे कारण की आपण रील्सवरती काय आहे ते छोटंसं कडवं ऐकतो त्या गाण्याचं. इथं कसं आहे पूर्ण गाणं ऐकून त्याला आपण बघतो की "अरे बरोबर आहे की नाही." नाहीतर मग काय आपण एकाच गोष्टीवरती नुसतं वाइब करतोय.
हां. अरे वाह! हां, हां. <chuckles> हां, हां, अगदी बरोबर आहे. मग अ, एखादं गाणं तुम्हाला आता तुम्ही आठवत असेल लगेच, तुम्हाला जे, तुम्ही म्हणतो ना की सगळ्यात जास्त आवडलं आतापर्यंत?
आतापर्यंत ते धुरंधरचा आलंय ना, ते गाणं काही समजलं नाही मला, पण त्या बीट्स मस्त आहे.
<chuckles> हां, हां.
हो, ते अ, अक्षय खन्नाची एंट्रीवरती नाही वाजत का ते धुरंधरमध्ये. आणि ते Instagramवरती ही खूप फेमस आहे आता. तर त्याची बिट्सच माहिती आहे धूम-धूम अशी वाली आहे. पण गाण्याचे कडवे काय बोलच नाही माहिती मला काही.
नक्कीच. हां, हां, ते, ते. हं, हं. हां, ते तर आहे, नक्कीच. ते लँग्वेज वेगळी आहे त्याची. तर नक्कीच लँग्वेजवरून मला एक गोष्ट आठवली की लँग्वेज तुम्हाला काय वाटतं? किती मोठा एक बॅरियर किंवा म्हणू शकता की एक म्हणतो ना, की गाण्यांमुळे आपण सॉरी, भाषामुळे गाणे कधी ऐकणं सोडलं अ, पाहिजे का? कारण आता हां, हां. बोला.
हां हो. हं. नाही, नाही, नाही. भाषांमुळे गाणे ऐकणं सोडलं नाही पाहिजे, कारण की आपण आता बघा ना, पंजाबी सॉंग्स पण आपण ऐकतो. त्याच्यात किती वाइब करतो. आपल्याला जरी समजत नसतील पण त्यांचे त्या बिट्स, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी, त्या ऐकतो आपण आणि ते समजतात. आता बाकीचे लोकं हॉलिवूडचे सॉग्स ऐकतात
हां, हां.
पूर्णपणे मग जरी ते काय करतात ते त्यांना जरी समजत नसेल, पण ते त्या गाण्याचे रिदमवरती, त्या टोनवरती ते गाण्याचा मजा घेतात. म्हणून आपण असं भाषेवरती ते गाण्याला हे नाही केलं पाहिजे. आपण मस्त ऐकलं पाहिजे. आता आपण रिसेंटली ते मागे आलेलं होतं एक पहाडी हिमाचलचं साँग होतं. तर ते किती आपण त्याला अ, प्रोत्साहन दिलं, चांगलं आपलं सगळ्यांना आवडलं ते रीलवरती.
हां, हां. अच्छा! हां, हां.
मग तसे गाणे म्हणजे लँग्वेज बॅरियर नाही ओ ठरत. गाणे ऐकायच्या टायमाला जर आपल्याला आवडलं तर मस्त आपण ऐकतो.
नक्कीच. हं, हं. नक्कीच. अगदी बरोबर आहे. बरं आता काय होत ना, की अल्गोरिदमनं पण बरेचदा आपला जो गाण्याचा टेस्ट आहे तो बदलतो. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचा कुठल्या प्रकारे गाण्याचा टेस्ट जो आहे तो अल्गोरिदममुळं बदलतो?
हं. खूप साऱ्या गाण्यांचा टेस्ट अल्गोरिदममुळेचं बदलतो. कारण की जे ट्रेंडिंग असतात. मग ते आपल्या समोर येतात. मग ते आपण ऐकतो, "अरे, मला तर या पद्धतीचं गाणं आता आवडायला लागलेलं आहे." मग असा आपण विचार करतो. म्हणजे ते वारंवार आपले ते च अ, आणि अल्गोरिदम आहे ना आपल्या मित्रांच्या अ, अ, फीडवरती पण डिपेंड करतं ना, मग. ते कस कुठल्या प्रकारचे गाणे ऐकताहेत. मग त्याचं पद्धतीचे मग आपल्यालाही ऐकायला भेटतात. मग ते कसं तिकडून ट्रॅक करतं की ते याच्या मित्राला जर हे आवडत तर याला पण आवडेल. मग ह्याला पण ते दाखवा. हो. हो, एवढं बॅकएण्डला खूप मोठी गोष्ट चालते अल्गोरिदममध्ये.
हां, हां. अच्छा. अच्छा. हं. अरे बापरे! एवढं असतं का? अच्छा. नाही, मला माहितीचं नव्हतं. म्हणजे अल्गोरिदम मित्रांच्या पण गोष्टी ट्रॅक करतो आणि आपली फीड त्या हिशोबाने चेंज करतो. <chuckles> नक्कीच. बरं, तुम्हाला काय वाटतं की ते, म्हणजे तुमचा जो अ, गाण्याची अल्गोरिदम तुमची फीड जी आहे ती कशाप्रकारे म्हणजे मित्रांमुळे किती बदललेली आहे? किंवा आता जसं तुम्ही म्हटलं की बदलते अल्गोरिदम तर कसं म्हणजे?
हो. हो. हं. हं. प्रत्येक दिवशी माझी फीड बदलत असते मित्रांमुळेचं, की त्यांनी कुठल्या प्रकारचे मला अ, रील्स सेंड केले आणि ते मी बघितले आणि त्या बेसिसवरती मग माझी फीड ठरते की कुठल्या प्रकारचे याला व्हिडिओज दाखवायचे आपल्याला.
हं, हं. अगदी बरोबर आहे. नक्कीच, तुम्ही ज्या प्रकारे गोष्टी सांगितल्यात, खरंच मला खरंच खूप छान वाटलं तुमचे, जे अनुभव ऐकून संगीताबद्दल आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्समुळे कसं तुम्ही अल्गोरिदम जो आहे, तो आपली फीड, आपल्या गाण्याचा टेस्ट बदलतो. नक्कीच तुमचे अनुभव ऐकून खरंच खूप छान वाटलं. आपण नक्कीच याच्यानंतर भेटूया. धन्यवाद.
धन्यवाद.